<clears throat>
आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी आपल्या मित्रांबरोबर किंवा घरच्यांबरोबर, कुणासोबत तरी आपले वाद वगैरे होतात, काही छोट्या कारणांनी, काही मोठ्या कारणांनी, तर मग वाद वाढण्याऐवजी शांत तुम्ही कसं ठेवतात?
शांत राहून आणि ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते तेवढं सोप्पं नाहीये. म्हणजे अ, हे म्हणणं खूप सोप्पं आहे, की शांत राहा आणि शांतीप्रिय राहा, पण अ, ह्या गोष्टीचा एक सरावच लागतो, असं मला वाटतं. कधी-कधी वाद कोणाबरोबर होतो, यावरही असतं. म्हणजे त्याची उदाहरणं तर आपण घेऊच नक्कीच. पण अ, मला असं वाटतं, की शांत आपल्याकडून, आपल्या बाजूने जर आपण राहिलो, तर नक्कीच वाद टळू शकतो.
अच्छा. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. नक्कीच. हं, हं. हं, हं. हं, हं. काही असे वाद तुम्हाला आठवतात का? जे घरात झाले आहे किंवा नातेवाईकांसोबत किंवा ऑफिसमध्ये किंवा मित्रांबरोबर आणि मग जर तुम्ही तिथे आहात तर मग तुम्ही त्या वादेला कसं बघतात, काय करतात नेमकं?
हो, नक्कीच घरात तर, वाद होतच राहतात, कारण "घरोघरी मातीच्याच चुली" असतात आणि भांडी असली की ती वाजणारच.
हं, हं. बरोबर. वाजणारच. <chuckles>
पण, मग ती भांडी किती पोकळी आहेत? किंवा किती एकमेकांसाठी, प्रेम आहे त्या भांड्यांमध्ये? तेही मॅटर करतं. त्यामुळे अ, घरातल्यांबरोबर, झालेले वाद वेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यात एक समजूतदारपणा असतो आणि आपली भावना व्यक्त करण्याचा, तो एक मार्ग असतो कधी-कधी. आपण अगदीच थकलेलो असतो आयुष्यात, इतकं धावपळ करून, त्यामुळे असं वाटतं की फॉर्मली मी नाही सांगणार माझ्या घरच्यांना, थोडंसं चिडून सांगितलं तरी हरकत नाही. पण समोरचाही तितकाच त्रासलेला असतो, त्यामुळे कधी-कधी म्हणजे आईबरोबर म्हणा, वडिलांबरोबर किंवा घरच्यांबरोबर होतात असे वाद. मग त्यावेळेस, थोडासा एक एक अंतर निर्माण करणं खूप महत्त्वाचं असतं असं मला वाटतं, थोडंसं लांब जाणं.
खूप मॅट हं, हं. हं, हं. बरोबर, हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं. हं. <chuckles> अच्छा. बट घरातल्या वादामध्ये जेव्हा घरात वाद होतो, तेव्हा तुम्ही असे काही प्रकार करतात का? जर तुमच्याकडून काही चूक झाली की अ, काही तुमच्या स्टाईलनी, तुम्ही बाहेरून जेवण ऑर्डर केलं किंवा सर्वांसाठी आईसक्रीम ऑर्डर केली? ज्याप्रकारे शांतता थोडं, असं काही खूप लोकं करतात.
हो, मला असं वाटतं, ह्या खूपच म्हणजे छोट्या पद्धती आहेत अ, वाद अ, न वाढू देण्याच्या. पण जसं आपलं वय वाढतं किंवा जशी आपल्यात मॅच्युरिटी वाढते, तसं मला असं वाटतं, की किती चांगलं-चुंगलं खाल्लं तरी शेवटी मनावर जे घाव झालेले असतात, किंवा आईला समजा काहीतरी फाडकन चुकीचं बोललेलो असू किंवा तोंडातून अशा गोष्टी निघाल्यात ज्याला एक परत फेडच नाही आहे, तर
हं, हं, हं. हं. हं, हं. हं. हं. हं. हं. बरोबर.
ते कुठल्याही खाण्याने किंवा कुठल्याही आइसक्रीमने फेटू शकत नाही, कारण तिला जे दुःख झालेलं असतं किंवा ती रडत-रडत जी झोपलेली असते, ते कोणतंही आइसक्रीम सॉल्व्ह नाही करू शकत, असं मला वाटतं.
हं. हम्म. हो ना. पण शेवटी ती आईच ना, ती सगळं विसरतेच.
नक्कीच. हो.
तर मग ते तर आहे. अ, जर वाद जेव्हा सुरू होतो, तेव्हा तुमचे काय पाऊलं असतात? तुम्ही लगेच काय करता? त्यांना थांबवण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे अस
मी सर्वात आधी ना ऐकून घेतो, समोरचा काय म्हणतोय. आणि माझ्यात ही एक कला आधी अजिबात नव्हती, की मी हळू-हळू माझ्या आयुष्यात आणली. ती म्हणजे फ्रेंडलीपणे वागायचं. थोडीशी एक मित्रता जर दाखवली समोरच्याला, आणि खास करून तो जर लांबचा कोणी अनोळखी व्यक्तीही असेल, तर मी आधी चिडक्या माणसाशी डबल चिडून बोलायचो, तर ते चुकीचं असायचं. त्यामुळं ती आग अजूनच भडकायची, आगीत तेल ओतल्यासारखं व्हायचं. पण मी हळू-हळू हे शिकलो आणि अजूनही शिकतोय असं म्हणेन, की कुठेतरी एक आपण मित्रताची किंवा एक प्रेमाची भावना जर दाखवली ना समोरच्याला, तर ती रागाची तीव्रता किंवा ती भांडणाची तीव्रता लगेच ऑन द स्पॉट कमी होते, हे मी स्वतः पाहिलंय.
हं. हं. हं. हं. अच्छा. हं, हं. हं, हं. हं. अच्छा. <chuckles> हं. हं. हं. बरोबर. नाही नाही. खरंच ना. अ, ते तर केलंच पाहिजे. अ, तुमचं असं कधी कोणासोबत, तुमच्या मित्रासोबत, कोणी जवळचं असेल किंवा ऑफिस कलीग त्यांच्यासोबत कधी असा वाद झाला आहे का? आणि मग जर तुमचा वाद झाला आहे, तर मग त्या वादाला तुम्ही शांत कसं करतात? किंवा असं कधी झालंय का, तुमचे खूप जवळचे मित्र आहेत, ते भांडतायेत, मग तेव्हा तुम्ही काय करतात? ते, त्या वादाला शांत ठेवण्यासाठी, तुमचे अ, प्रयत्न कसे आ
अ, मला असं वाटतं, जर 2 वेगळी लोकं वाद घालत असतील, तर आपण अ, माकड बनून मधे जाण्याची गरज नसते. <chuckles> ते तेही मॅच्युअर असतात. तेही ॲडल्ट असतात, त्यांनी त्यांचं सोडवलं पाहिजे. कारण आपण फक्त शब्द देऊ शकतो त्यांना, अ, पण शेवटी ती त्यांची मैत्री जी आहे, ती वेगळी आहे. आपली मैत्री त्यांच्याबरोबर वेगळी असते. त्यामुळं आपण नक्कीच चांगले शब्द देऊ शकतो. पण
हं, हं. हं, हं, हं. बरोबर, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. जर तुमचा कोणी मित्र आहे, तर? दोन्हीही तुमचेच मित्र आहे, मग?
हो, मग मी तशा वेळेसही, त्यांना बोलू देतो आणि त्यांना एकमेकांच्या भावना किंवा आपापल्या भावना, व्यक्त करण्याची संधी देतो. मी कधीच तो वाद थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. कारण मग काय होतं, वाद जर थांबवले मध्येच, तर जर अर्थात ते, भांडण, मारामारी असेल, तर प्रश्न वेगळा. पण वाद असेल
हं. अच्छा. हं, हं. असं कधी झालंय, मारामारीपर्यंत आलंय?
नाही नाही म्हणजे माझे तसे मित्र कधीच नव्हते. म्हणजे मी असा वेगळ्याच अ, मित्रांमध्ये किंवा वेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर
<laughs> अच्छा. झोनमध्ये. पण असं कधी तुम्हाला वाटत नाही का, की अ, जेव्हा 2 मित्र तुमचे जेव्हा वाद करतायेत बट शब्दांनी शब्द वाढतात आणि वाद वाढतो, असं होण्याची शक्यता तर जास्त असू शकते.
हो, पण मी तेच म्हणत म्हणतोय, की अ, जर त्यांना व्यक्त होऊ दिलं ना म्हणजे त्यांच्या दोघांच्याही मनात काय चालू आहे, ते व्यक्त होऊ द्यायच्या त्या पॉइंटपर्यंत आपण नक्कीच शांत बसू शकतो. जर एका पॉइंटच्या नंतर असं आपल्याला वाटतंय, की नाही हे जरा वाढतंय, मग आपण नक्कीच मध्ये अ, दखल घेऊन तो वाद थोडासा गार करण्याचा प्रयत्न करू शकतो. पण
हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. नेमकं काय करतात मग तेव्हा?
मग तशा वेळेस अ, दोघांनाही थोडंसं लांब करणं आणि दोघांनाही सांगणं, की "ठीक आहे तुम्ही एक दोन मिनिटासाठी दोघंही शांत व्हा आणि तू समोरचा काय म्हणतोय हे समजण्याचा प्रयत्न कर आणि तूही तसंच कर." असं दोघांना म्हटलं, की त्यांना एक थोडासा गॅप मिळतो, थोडासा श्वास घेण्याचा वेळ मिळतो, जेणेकरून ते विचार करू शकतात, की समोरचा नेमका म्हणतोय काय? कारण वादाचा अर्थच हा आहे, की 2 वेगळे विचार. 2 विचार जे मॅच होत नाहीयेत.
काय पद्धत आहे? हं. हं. हं. बरं. बरं. बरोबर. अ, जर समजा असं तुम्ही
आणि तुम्ही कामावरती म्हणालात ना की कामावरती वाद झालाय का? तर त्याबद्दल ही मला नक्कीच सांगायला आवडेल.
सांगा ना प्लीज.
अ, ऑफिसमध्ये मला आठवतंय, आमचा एक मॅनेजर होता. ज्याला मी अ, सरळ मी रिपोर्ट नव्हतो करत. तो एक अ, माझ्या मॅनेजरचा कलीग होता. तर पण मी त्याच्याच टीममध्ये काम करत होतो. तर मीटिंग अटेंड का नाही केली? म्हणून असं त्यांनी अ, मला एकदम जाब विचारला आणि ती खूप महत्त्वाची नव्हती मीटिंग. पण अ, तो ऐकून घेत नव्हता. तो थोडासा असा चिडका किंवा असा खूप जास्त लगेच संयम जाणारा माणूस होता आहे. तर मी त्याला तो खूप सीनियर आहे तसा माझ्यापेक्षा. तर मी असं बोललं नव्हतं पाहिजे. पण मी एकदम त्याला फाडकन बोललो.
बरं, हं. वाद घातला. हं. ओके. बरं.
"यू आर नॉट लिसनिंग." असं म्हणालो मी त्याला, की "मी तुला कारण सांगितलंय" "बट यू आर नॉट लिसनिंग." असं फोनवरच बोललो स्पीकर अ, चालू असताना. तर तोही परत उलटं बोलला, की "हे बरोबर नाही आहे. तू काय बोलतोयेस? असं नाही बोलायला पाहिजे." वगैरे. म्हणजे तो वाद जस्ट सुरू झाला होता. पण त्यानंतर मग तो मिटवला. मी संध्याकाळीच नंतर त्याला एस-एम-एस केला, त्यावेळेस WhatsApp नव्हता. अ, एस-एम-एस करून मी त्याला सांगितलं, की "मी चिडून बोललो तुझ्यासाठी तुझ्याबरोबर याबद्दल मला माफ कर, पण मला जे म्हणायचं होतं त्याचा हेतू हा होता."
हो. हां, हां, हां. काय मेसेज केलात? सो, तुम्हाला असं वाटतं का की वाद जेव्हा वाढ एखाद्याने जरी सॉरी बोललं, तरी तो वाद शांत होऊ शकतो?
कधी-कधी होऊ शकतो नक्कीच. हो. जर समोरच्याला, ते सॉरी ऐकून छान वाटण्याइतका इगोच एवढा छोटा असेल त्याचा तर नक्कीच होऊ शकतो. पण मला असं वाटतं की त्या वादाचा एक परिणाम, जो निघायला पाहिजे ना, तो जर निघाला किंवा ते विरुद्ध विचार जर जुळून आले तर ते जास्त महत्त्वाचं असतं, असं मला वाटतं. कारण सॉरी हा फक्त शब्द आहे, तो तात्पुरता ती आग विझवू शकतो. पण ती ठिंगी ठिणगी नक्कीच परत पेट घेऊ शकते.
कधी? हं. हं. बरं. तर मग अशात तुम्हाला, काय वाटतं की वाद, हे नेमके होतात कसे? काय आहे, याचे म्हणजे की आपल्या शब्दांची रचना, आपलं वागणूक, अ, काय-काय गोष्टी आहेत, ज्याने वा वाद होतात. जसं की एखाद्याच्या चालण्याचाही कोणाला राग येतो, त्याच्या बोलण्याच्या पद्धतीने राग येतो, त्याच्या बघण्याच्या पद्धतीने राग येतो, तर राग कोणाला कधीही येतो. कोणाला ओव्हरटेक केलं तुम्ही, बाईकवर आहात किंवा कारमध्ये आहे, तरीही राग येतो. तर मग तुम्हाला काय वाटतं, की याचे हे छोट्या-छोट्या गोष्टींना जर आपण आपल्याला राग येतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे? कसं शांत राहिलो पाहिजे?
<chuckles> मला मला वाटतं वादाचं मूळ कारण आहे, अपेक्षा. जे शब्द नाही किंवा बघण्याची पद्धत वगैरे. तुम्ही जी काही उदाहरणं दिलीत, ती अगदी बरोबर आहेत. पण मला असं वाटतं की आपण अपेक्षा करतो ना, की समोरच्याने या-या पद्धतीने वागावं, समोरच्याने गाडी याच गतीने चालवावी, समोरच्याने मला ओव्हरटेक करू नये, मी किती ग्रेट माणूस आहे, अशा अपेक्षा असतात ना, आपल्या कळत-नकळत. एकदम सूक्ष्म असतात त्या. त्यामुळं ते वाद होतात. म्हणजे अ, मॉलमध्येही जर एखाद्याबरोबर वाद झाला, की "अरे, तू मला घासून का चाललास?" तर ही कुठं ना कुठेतरी अपेक्षाच आहे की मला ती जागा मिळावी किंवा मला थोडासा आदर मिळावा. तर कुठं ना कुठेतरी एक आदर मिळालेला नसतो आपल्याला जगात, म्हणून आपण तो आदर मिळवण्यासाठी लोकांबरोबर विनाकारण जाऊन वाद करत असतो. कारण बघा ना, जी लोकं अ, सेल्फ सफिशियंट आहेत, ज्यांना दुसऱ्यांकडून काहीच अपेक्षा नसतात, जे स्वतःच्या आयुष्यात पूर्णपणे आनंदी असतात, ते क्वचितच वाद घालतात दुसऱ्यांबरोबर.
हं. हं, हं. हं. वागावं. क्या बात है! क्या बात! <chuckles> अगदीच, अगदीच, अग मनातलं बोलता हं, हं. हं, हं. हं, हं. क्या बात! बरोबर. मग तुमचं, तुम्ही आता जसं मला तुमच्यासोबत बोलताना कळालंय की तुम्ही खूप शांत स्वभावाचे आहे. तुमच्या साईडने तर काही वाद होत नाही. शब्द आपण वापरले नाही पाहिजे, बट तुम्ही काय असे टिप्स देणार की अ, वाद वादाला शांत करण्यासाठी काय-काय गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे? जसं तुम्ही शांत राहतात तसंच लोकांनी काय-काय केलं पाहिजे जेणेकरून थोडं प्रेमाने गोष्टी होऊ शकतात?
अ, खोटं नाही बोलणार. असं नाहीये की माझ्याकडून कधीच वाद होत नाहीत. होतात, नक्कीच होतात कारण मी ही माणूस आहे.
हं. अच्छा. पण नेहमी तुम्ही शांत आहात ना थोडं, म्हणजे तुम्ही वाढवत नाही.
म्हणजे मी, अ, प्रयत्न करतो, पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि माझं हेच कारण आहे आणि मला असं वाटतं, की हीच टिप बनू शकते सगळ्यांसाठी आणि मीही टिप ही शिकवत असतो लोकांनाही माझ्या मित्रांना वगैरे की आपण जेव्हा आपल्या बाजूने वाद घालतो ना एखाद्याशी, तर त्या रात्री आपल्याला झोप लागत नाही. त्या रात्री आपल्याच डोळ्यात अश्रू असतात, की मी त्याला फाडकन बोललो मी त्याला दुखावलं. हे आपण ह्याचं निरीक्षण करत नाही म्हणून आपल्याला कळत नाही. पण जे थोडेसे संवेदनशील लोकं असतात माझ्यासारखी इमोशनल लोकं असतील, तर ते घरी येऊन याबद्दल विचार करतात, की अरे, मी बरोबर होतो, तो चुकीचा होता, पण तरी मी माझ्या साईडनी वाद घालून त्याला दुःखी केलं. याचं डबल दुःख मला घरी आल्यावर होतं म्हणून तरी वाद घालू नयेत. म्हणजे हे लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं.
काय? हं, हं. नक्कीच. खरंच. हो, हो, हो. हं, हां. सो नाही-नाही खरंच खूप छान. खूपच छान. अ, खरंच ना विषयच इतका छान आहे, की वाद हा उम्म करून आपल्याला शेवटी काहीच मिळत नाही. आणि अ, प्रेमानं राहणंच नेहमीच छान असतं. जसं तुम्ही स्टार्टलाच बोललात ना की वाद अ, नाही करण्यासाठी तुम्ही शांत राहता. आणि खरंच खूप छान बोललात तुम्ही. खूप बरं वाटलं मला तुमच्याशी बोलून आणि खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद. मलाही छान वाटलं वादाबद्दल तुमच्याशी बोलून.